अच्छा, एक लक्ष देऊन नियंत्रित अ, अ, श्वासांवरती नियंत्रण ठेवून फोकस ब्रीथिंग ज्याला आपण म्हणतोय हो, अच्छा.
अ, हां, म्हणजे श्वासांवरती वगैरे जसं सम हां, हो, ते आहे पण समजा एखाद्याला ब्रीथिंगचं नाही तेवढं जमत आहे काही त्रास असेल त्याला. तर मग कधी काही जणं वेगळ्या गोष्टींचा पण अ, असा आधार घेतात. अ, जणिव काही जणं ते ओम असा बोलतात, काही जणं काही मंत्र उच्चार करतात, काही जणं अ, आपली म्युझिक पण असते बघा, अ, असे मेडिटेशनसाठी खास असे म्युझिक्स बनवले असतात, त्यात शब्द असतात कधी नसतात. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या ध्यानवरती लक्ष देता येतं म्हणजे. आणि तसंही करतात आणि काहीजण असंही सांगतात, की समजा काहींना अ, बॉडी पेनचा वगैरे प्रॉब्लेम असेल, तर त्यांना असंही सांगितलं जातं, की नक नेमकं कुठे आहे तिथे तुझं लक्ष केंद्रित कर आणि ते बरं होतंय म्हणजे तर असं विचार कर. असे पण थेरपीज आहेत जे अ, एक्सपर्ट लोक देतात आणि बऱ्याच लोकांना त्याचा फ फायदा झालेला आहे.
हां. हो, हो. हां. हो, अगदीच, अगदीच. हो. हो. हो. हो, हो, हो. हां. अगदीच, हो. हं. हां. हां. अच्छा. हां. कल्पना हां, वाह! वाह! सुपर.

अ, मनाचं कामच आहे ते, की इकडे-तिकडे काय म्हणतात ना, मन असतंच तसं आणि खरंच त्याला अ, म्हणजे मला खरंच ते आधीचे जे ऋषीमुनी एवढे वर्षानुवर्षं जे जप-तप करत होते, कसे करत होते. एक वेगळंच आश्चर्य वाटतं. आहे. आत्ताचा काळ जरा वेगळा आहे, धकाधकीचा आहे आणि त्यात एवढे असे अ, डिस्ट्रॅक्शन्स आहे, इंटरनेट आहे, कम्प्युटर आहे, हातात मोबाईल आहे आणि कामंच गतीसुद्धा त्या वया म्हणजे त्या आयुष्यापेक्षा ह्या युगामध्ये खूप अ, झपाट्याने गोष्टी अ, बदलत चालल्यात, हलत चालल्यात. तर अ, त्यामुळे आहे, मन फिरणार इथे-तिथे अ, पण जमेल तेवढं शांत ठेवण्याचा, शांत करण्याचा अ, प्रयत्न करायचा आणि शांत नाही होत असेल ना, तरी पण तरी शांत बसायचा. त्याला अडवू नका, अडवलं ना, एखादी गोष्ट म्हणतो ना आपण, की त्याला थांबवायला जातो ना, म्हणजे चॉकलेट नाही विचार करणं, चॉकलेट नाही विचार करणं. तर चॉकलेट येतच तोंडात, म्हणजे आपण चॉकलेट बोलतोय ना, बघा, तुम्हाला आता मी असं बोलल्यावरती चॉकलेट डोळ्यासमोर तयार झालं असेल. <chuckles>
<chuckles> हो. हो. हो ना. हो ना. अगदीच. हं. हो ना. हं. हं. बरोबर आहे. हो ना, हो ना. हं. बरोबर. हं, हं. हं. अगदीच. हो. <giggles> अगदीच. हो ना. हो. अगदीच, अगदीच. <chuckles> हो.
<chuckles> हां. मग तसं होतंय ते, म्हणून ते आले ना विचार, दाबू नका त्याला. ते येऊ द्या आणि जाऊ द्या त्याला. अ, त्याला पण त्याचं काय म्हणतात ना, इफेक्टिव्हनेस तो जो डोक्यात जी जागा घेतेय, ती त्याची आपोआप कमी होईल आणि दुसऱ्या विचाराने घेईल. मग ते आपोआप निघेल. ते असं आहे. <chuckles>
हो. हो. बरोबर. अगदीच.